अ, का नाहीये? ऑब्व्हियसली असं काही नाही आहे. अ, अ, म्हणजे मी तरी जेवढं बघतोय माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आणि अ, खूप चांगली आहे. बघा, आज मी खूप मोठा बिझनेस आहे माझा. आय ॲम अर्निंग गुड आज प्रॉपर्टीज वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला माझ्याकडून जर तिच्या लाईफमध्ये काही चेंजस येतो तर डेफिनेटली का कोणी विचार नाही करणार? तर माझ्या घरामध्ये तर मला काही प्रॉब्लेम नाही आणि जरी असला तर मग मी अडॉप्ट करून घेईन. हा तर हा थोडा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. लोकांनी लग्न केलं पाहिजे.
खरं आहे. लग्न करायचं किंवा लोकांनी लग्न करावं किंवा तुम्ही लग्न करावं किंवा स्वतंत्र राहावं? हे खरोखर म्हणजे ज्याचा-त्याचा प्रश्न आहे वैयक्तिक प्रश्न आहे. पण आत्ता जसं मी म्हणेन की रिस्पेक्टफुली अ, असे बरेच लोक आहेत की ज्यांनी लग्न केलं नाही. पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये, समजा त्यांच्या समाजासाठी किंवा देशासाठी खूप चांगली कार्य ते करत राहिलेत आणि करत आहेत.
हां. वैयक्तिक त्याचा प्रश्न आहे. हं. हं, हं. काहीच नाही. अब्दुल कलाम आझाद आहे. लतादीदी आहे. असे बरेच असे नरेंद्र मोदीजी आहेत.
खूप खूप आहेत. म्हणजे तसा काही मोटो घेऊन तुम्ही चाललेले आहात का? तसा काही मोटो घेऊन चाललेले आहात? नाही, मला ह्या डिस्ट्रॅक्शन्समध्ये नाही पडायचं, पण मला हे साध्य करायचंय आयुष्यात.
म्हणजे? नाही-नाही-नाही. मी मी बघा बघा बघा, असं नाहीये की आयुष्यामध्ये कोणी भेटत नाही. अ, कदाचित मला असं वाटतंय की अ, माइट बी इन फ्युचर काहीतरी कारणास्तव माझा थॉट ही चेंज होऊ शकतो जर कोणी भेटलं तसं, बट भेटले तर
अच्छा, हां, म्हणजे तशा ह्याचं अजून कोणी भेटलं नाहीये. पण कोणी जर भेटलं
नाही-नाही. भेटल्या आहेत. सी काय काय असतं ना, की असं नाहीये की कोणी भेटत नाही. भेटतात भरपूर लोकं. पण अ, कसं असतं ना, की कधी कुठला इंसिडेंट काय होऊ शकतो. आता बघा, मी चालतोय आणि मला चालता-चालता लॉटरी ही लागू शकते. काहीतरी माझी बाईकपण कुठेतरी एक्सिडेंटली धडक मारू शकते किंवा मला कुणीतरी अ, ठोकू शकतं. वी डोंट नो ना. आपण जज नाही करू शकत. पुढे चालून काय होऊ शकतं? तर माझाही थॉट कदाचित बदलू शकतो. जर मला तसा व्यक्ती मिळाला, मी खूप शुअर झालो मग ते कधीतरी म माझ्या वयाच्या 32मध्ये असेल, 35मध्ये असेल किंवा 50मध्ये असेल. तर डिपेंड करतं. पण आता ठामपणे माझं मत असं आहे की मला नाही करायचंय बिकॉज मला थोडं माझ्या फॅमिलीला केअरिंग मोडवर आहे मी. मला डिस्ट्रॅक्शन नकोय हे माझं वैय
अगदीच. बरोबर. हो. अगदी. अगदीच-अगदीच. बरोबर. हां, मग मी तेच मगासपासून विचारते, की तुम्हाला लग्न र करायचं नाहीये किंवा स्वतंत्र राहायचं नाहीये. का, तुम्हाला राहायचं नाहीये? तर तुमचा जो मोटो आहे की माझी फॅमिली, माझे आई-वडील, फॅमिलीपेक्षा म्हणता येईल, माझे आई-वडील माझी सध्या खूप मोठी प्रायॉरिटी आहे आणि त्यांच्यासाठी मला दुसरीकडे कुठेही डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाहीये.
हं, हं. हं, हं. हं. हं, हं.

आणि त्यांना फरक पडायलाही नको. माझ्या वागणुकीने जर त्याच्यावर काही फरक पडतोय, तर डेफिनिटली समाजावर जर माझ्या बिहेवियरचा काहीतरी इफेक्ट होतोय, तर मग माझी चुकी आहे आणि मी ते ॲक्सेप्ट केले पाहिजे आणि त्याचे बदल घडवले पाहिजे. राहिला प्रश्न जीन्सचा. जर माझ्या जीन्समधून निघालेला जर एखादा मुलगा पुढे चालून जर एक क्रिमिनल झाला. पुढे चालून काहीतरी जर त्याने काहीतरी चोरी केली, मर्डर केला, तर मग तर मग इट्स नॉट अबाउट जीन्स आणि पुढे जाऊन काय होणार आहे. शेवटी मीही संपणार आहे आणि तोही संपणार आहे. मग जर मी संपणारच आहे तर माझी जीन्स पुढे काय करते हे मला काय अ, हे झालंय. माझं एक अ, लाईफचा स्पॅन आहे. अ, आय गेस समव्हेअर 60-70 पर्यंत असेल, 70 पर्यंत असेल जास्त. 70 वर्षानंतर माझी जीन्स पुढे काय करतेय, माझा मुलगा पुढे काय करतेय, ते त्याच्या हातात आहे. मी थोडी ना बघणार आहे. मी जे बघेल हं. हं, हं.
बरोबर मग तेच म्हणत्येय मी. तेच.आता तुम्ही जे म्हणालात ना, की तो पुढे जाऊन काय होईल, ते त्याचं कर्म असू शकतं आणि त्याच्या याच्यानुसार तो त्याचे भोग भोगेल. पण आता तुम्ही जे
हं, हं. हं. मग तेच जर ॲडॉप्ट केलेला पण असला, जर
ते कसंही असू शकेल. तुम्ही ॲडॉप्ट करा किंवा तुम्ही स्वतःचा जन्माला घाला. मी त्याच्याबद्दल काहीच हे म्हणत नाहीये. पण माझं एक म्हणणं असं आहे की तुम्ही जे म्हणताय की लग्न नाही करायचं किंवा माझा लिव्ह-इनमध्ये पण विश्वास नाहीये.
हां. हं, हं. हं. नाही, नाही. मी नाही नाही, नाही, नाही. <chuckles> थोडा गैरसमज होतोय.
मग ह्या व्यतिरिक्त तुमचा काही उद्देश्य आहे का? तुमचा असा काही आयुष्यातला आयुष्यातला उद्देश्य असा काही आहे का? की ज्याच्यामध्ये की बाबा, "नाही मला लग्न किंवा लिव्ह-इन हे सगळे अडथळे आहेत. ह्यांच्यापेक्षा बाजूला राहून मला ते उद्देश्य माझ्या समाजासाठी किंवा माझ्या देशासाठी मला पूर्ण करायचंय." असं काही ठरवलंय का तुम्ही मग?
नाही, नाही. थोडा गैरसमज होत होता. हं, हं. हं. हं, हं. अगदीच. मी अ, मी